हम्म. बरोबर.
तर तेच आहे की माझा बॉस असेल, क्लायंट असेल, कारण की बघा काय आहे ना की मी माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये जर तुमचे कॉल्स अटेंड नाही करत आहे किंवा तुमच्या मीटिंग्स नाही करत आहे किंवा मी क्लायंटसला भेटत नाहीये किंवा ज्या काही एक्स-वाय-झेड गोष्टी असतीलल ऑफिस आवर्समध्ये, जर मी नाही करत ना. तर मग मी माझ्या त्या चुका आहे आणि त्याचं पुरेपूर मला आहे ना, ते आय ए एम आय विल बी द रिस्पॉन्सिबल पर्सन बट माझा ऑफिस टाईम झाला. त्याच्यानंतर मग माझी एक पर्सनल लाईफसुद्धा आहे. प्रोफेशनल लाईफच्या व्यक्तीला मला असं वाटत नाही, की मी पर्सनल लाईफमध्ये इन्व्हॉल्व्ह करेल. तर तो स्पेस मी ठेवणार, कितीही महत्वाचं काम असेल तरी आहे ना मी ते नाही करणार. हां अनलेस एंड अंटिल देअर इस अन एमर्जन्सी.
हं. हां, हां. हं. हां. हं, हं, हं. येस, येस. राइट. हां. राईट. हं, हं, हं. हं. हं, नाही बरोबर आहे.
कारण की शेवटी काय आपण माणूसच आहे. एमर्जन्सी असेल कोणाला, काही मदत लागली तर डेफिनिटली आय विल अटेंड द कॉल आणि जर मला कारण की आपल्याला नोटिफिकेशन आहे ना अशा आपल्या स्क्रीनवर दिसतात, की कोणी मेसेज केलेला आहे. त्याच्यामध्ये पण आपण रीड करू शकतो. जेव्हा जर मी तसं बघतो की देअर इस एन एमर्जन्सी देन मी त्याला कॉल करेल, मी प्रत्यक्षात जाऊन भेटेल आणि जे मदत असेल ते करेल. बट ऑफिस रिलेटेड जे काम असेल ना, तर मी नेक्स्ट डे जाणार आणि मी बोलेल तेव्हा, "अरे सॉरी मी मोबाईलच नाही बघितला होता. कॉल करायला पाहिजे" "होता ना मेसेज कशाला."
हां ना, तेच तर. हं, हं, हं. हं. <chuckles> हो, हो, हो, हो. हां. हम्म. हो ना. हं. हं, हं, हं, हं. अ, हां. हां ना <chuckles> अरे बापरे!
मी मेसेजच बघत नाही. <chuckles>
अच्छा. तुम्ही असं-असं जाऊन बोलाल बॉसला? म्हणजे पण अच्छा मग असं असा कधी किस्सा झालाय की अच्छा तुमच्या बाबतीत असं झालंय की सतत बॉस फोन करतोय आणि तुम्ही मस्तपैकी तुमच्या घरच्यांना वेळ देताय किंवा एखाद्या चांगल्या पार्टीमध्ये आहेत आणि त्यांचा फोन येतोय सतत. पण तुम्ही असं की "यार बास आता मी ऑफिस प्रेशरमधून कंटाळलोय, मला आता फोन नाही उचलायचा, मी नाही उचलणार, काय आहे तर उद्या बघून घेईन." असं कधी झालंय?
हो, हो. बोलेल ना का नाही बोलेल? मग तो हं. भरपूर वेळ.

अ, बघा कसं आहे ना, की माझ्या बाबतीमध्ये असं होत नाही. तसा जर व्यक्ती असेल ना, तर त्याच्याशी मी बोलणारच नाही. तो जर इतकं त्याला रिप्लाय पाहिजे असेल तर मग त्याने मला कॉल करा. महत्वाचं बघा काय असतं ना जेव्हा तुम्हाला काही महत्त्वाचं काम असेल तर तेव्हा तुम्ही कोणाला मेसेज करणार की त्याला कॉल करणार. वी विल प्रिफर टू कॉल हिम अ, कोणीही असेल तर कॉल करणार. तर मग मी अशा असा व्यक्ती मग कदाचित तो माझा मित्र नसेल ते माझी मैत्रीण नसेल की तिला इतकं क्विक हो. जर माझी काहीतरी प्रियसी आहे आणि मग तिला जर मी क्विक रिप्लाय नाही करत तर मग तिला थोड्या काही मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतात. ते नोक-झोक असेल ते होऊ शकतं. पण असं क्विक रिस्पॉन्सच नाही. मला असं वाटतं की फोन आणि सोशल मीडियावर थोडी मर्यादा असायलाच पाहिजे. कारण की काय होतं ना, की त्याच्यातून शिकण्यासारखंही भरपूर काही आहे. पण अ, आता सध्या आहे ना भरपूर लोकांचे ट्रेंड्स असतात. म्हणजे जे की चांगलं आहे, जर तुम्हाला आवडत तर आपण फॅशन ट्रेंड्स फॉलो करू शकतो सोशल मीडियावरून. जर तसं तुम्हाला नाही करायचंय, तर बघा खूप काही गोष्टी असतात, मोटिव्हेशनल गोष्टी असतात, काही कोट वगैरे तुम्हाला वाचायला. जर तुम्हाला सिंगिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्ही YouTubeमध्ये जाऊ शकता. तुम्हाला जेवण बनवायचा काही छंद असेल तो करू शकता आणि YouTubeवर एज्युकेशन पासून सिंगिंग, इव्हेंट्स प्रत्येक गोष्ट क्राफ्टिंग, डान्सिंग, स्केच, रायटिंग, तुम्हाला पियानो प्रत्येक गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तर शिकण्यासारखं भरपूर आहे. त्याचा आपल्यावर आहे ना प्रभाव नाही पडायला पाहिजे. नाहीतर काय होतं की आता सध्या असं होतं ना, की एखादं रील बघता, बघता कधी आपण आहे ना असं होतं की 8:00 वाजलेत आणि मी रील बघता-बघता कधी 9:00 वाजलेत ना हेही कळत नाही. इतकं इन्व्हॉल्व होऊन जातो. मग त्याचा इम्पॅक्ट होतो ना आपल्याला ती सवय लागते. आपल्याला असं असतं की आपल्याला काही रील बघायची असते भलतंच काहीतरी येतं, भलतंच बघायला लागतो.
हं. हं. हं. हं, हं, हं. <chuckles> हां. हां. हं, हं, हं. हां. हं, हं. <chuckles> हां. हं. हां. हं, हं, हं. हं. हां, बरोबर. हं. हं, हं, हं. हं. हां. हो, हो, हो. हं, हं. बरोबर. हं. हं, हं, हं, हं. हां. हं, हं, हं. हो, हो, हो. हो ना, हं. हां. बरोबर. <chuckles> हां. ते <chuckles> हो, हो, हो, नाही. अगदी, अगदी बरोबर आहे. पण हे झालं आपल्या नातेवाईक किंवा ओळखीच्या माणसांचं ओके. पण जेव्हा विषय येतो बॉस आणि क्लायंटचा जो आपल्याशी रिलेटेड आहे आपल्या व्यवसायाच्या संबंधित. सो त्यांचा जेव्हा असा अपेक्षा अ, अपेक्षा असतात किंवा ते सतत म्हणजे आपल्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात किंवा अ, वे ऑफिसची जी वेळ आहे कामाची जी वेळ आहे ती उलटून गेल्यानंतर, जेव्हा ती लोकं आपल्याला म्हणजे त्यांची अशी अपेक्षा असते की नंतरही त्यांनी मला मदत केली पाहिजे किंवा नंतरही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे संपर्कात राहिलं पाहिजे. सो तुम्ही त्यावेळेला प्रोफेशनल बॉर्डर्स कशा सेट करता? काही सांगू शकाल? हं
अस हं. हं, हं. हं. हं. हं. हं. एक्झॅक्टली. बघा मला येस, येस. मला असं वाटतं की ते मला त्या 8:00 तासाचं पेमेंट करतील. त्यांनी जर मला पूर्ण 24 तासाचं पेमेंट केलं, तर मी त्यांना रिप्लाय
हं. हो, हो, अगदी बरोबर आहे.